जेव्हा आपल्या समोर अनेक पर्याय असतात ना, तेव्हा फार अडचण होते, की आता याच्यातून काय निवडावं? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं निवडता?
पहिली गोष्ट म्हणजे जास्त विचारानी, खूप निर्णय चांगला होतो हे अ, हं. अ, खोटं आहे. तुम्हाला चांगला <chuckles> म्हणजे अं, अ, 15 मिनिटांच्या विचारांनी चुकीचा निर्णय आणि 5 तासाच्या विचारानी चांगला निर्णय, असं काही खरं नाहीये.
हं, म्हणजे? हां, हां.
लोक खूप विचार करतात किंवा 25 उपाय बघितले, तर तुमचा निर्णय जास्त चांगला होतो अ, असं काही नाहीये.
अच्छा. हां, हां.
काय असतं महत्त्वाच्या गोष्टीला दडपण येतं म्हणजे आता अ, इडली खाऊ का, म मेदू वडा खाऊ नाष्ट्याला, हॉटेलमध्ये ऑर्डर द्यायला. त्याला काही लोक फार विचार करत नाहीत, कारण त्याचे परिणाम काही मोठे नसतात.
हां, हां. हां, हां.
पण जिथे फार मोठा परिणाम होतो, जसं की शिक्षण.
हां, हां.
आपला जीवनाचा साथीदार, बायको किंवा नवरा. किंवा मुलांना कुठल्या शाळेत घाला. किंवा बऱ्याच वेळा सगळ्यात मोठी आपली खरेदी असते ते घर. आता इथे काय होतं? हां. की एक ना डिसिजन मेकिंग डेवलप झालेली असावी लागते. तर अ, जाऊ दे मी तुम्हाला थेरोटिकल सांगण्यापेक्षा अ, एक प्रसंग शेअर करू का?
हो, ना. अच्छा. हां. नक्कीच. आवडेल मला ऐकायला.
माझा मुलगा बराच हुशार आहे. अ, म्हणजे गणित आणि फिजिक्स, केमेस्ट्रीमध्ये.
अच्छा हां, हां.
आणि अ, 18 वर्षाचा झाल्यावर 12वी नंतर काय करायचं? हा खूप मोठा त्याच्यासाठीचा प्रश्न होता. कारण हां. कारण काही-काही स्पर्धांमध्ये तो अ, महाराष्ट्रात 2रा-3रा आलाय. पण त्याचबरोबर तर जर त्याच्या बरोबरची मुलं जर का अभ्यासू नसतील शिक्षक, त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत नसतील खोलवर प्रश्नांची,
बरोबर.
तर त्याचा रस निघून जातो आणि मग तो कंटाळा करतो. मग त्याचा अभ्यासात अ, लक्ष लागत नाही. अ, म्हणजे हां, हां म्हणजे अ, मुलगा हुशार आहे याचा आनंदापेक्षा, आम्हाला काळजी जास्त आहे. <chuckles> खर सांगतो.
ओह! अच्छा हां. हां, हां. <chuckles> हो, हो.
तर आता, त्याच्या समोरचे पर्याय कसे निवडायचे? तर अ, आम्ही काय केलं, की सगळ्यात उत्तम पर्याय आहे त्याची तयारी करायची आणि एक अ, उतरण तयार केले आम्ही, की बेस्ट जमलं तर हे, नाही जमलं तर ते, नाही जमलं तर ते, म्हणजे ए, बी, सी.
हां. अच्छा. हां, हां, पर्याय काढले म्हणजे तुम्ही.
पर्याय काढले. तर 1ला पर्याय होता
हं.
आयआयटीमध्ये जाणे. मग त्यासाठीचा आम्ही कोर्स लावला त्याला, त्यांनी त्याच्यासाठी तयारी केली, त्यातल्या बेस्ट अ, बॅचमध्ये तो गेला. त्याचे एक शिक्षक तर म्हणाले की हां अ, भारतात 2000-3000 येईल. पण आळशी आहे, त्याने अभ्यास केला तर तो करेल.
हो. हां, हां
आता आळशी हा प्रॉब्लेम मला माहिती होताच म्हणजे तो काही <chuckles> अ, म्हणजे अभ्यास करून चांगले मार्क नाही मिळवत तो.
हं, हं.
तो आपला गाणं गुणगुणत जातो, केस केसातनं हात फिरवत. इथे बसतो आणि खट-खट-खट-खट सोडवतो आणि मार चांगले मार्क मिळतात. याउलट इतर मुलं जी अभ्यास करून येतात, मेहनत करतात. त्यांचे मेहनतीमुळे मार्क असतात.
हां. हं.
आहे यात, याचा आहे, तो म्हणतो, मी हुशार असण्याचा उपयोगच काय, जर मला अभ्यास करावा लागत असेल <chuckles> असं. प्रॉब्लेम हां, फारच वेगळा प्रॉब्लेम.
हो, ना. <snorts> ओहो! अच्छा <chuckles> हा वेगळा दृष्टिकोन आहे म्हणजे? <chuckles>
तर पहिला पर्याय आम्ही केला, की त्याला कुठल्याही आय-आय-टीत मिळालं तर काय करायचं?
हां, हां.
तर तिकडे पाठवायचं, त्यातल्या-त्यात चांगल्या. दुसरा आम्ही अ, प्लॅन बी म्हणून अ, आम्ही बंगलोर मधल्या एका खूप वेगळ्या प्रकारची इन्स्टिट्यूट आहे. त्याची एन्ट्रन्स त्याला द्यायला लावली, म्हणजे दिली त्याने आणि बिट्स पिलानी, जे-जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत महाग आहेत. पण त्यांच्याकडे उत्तम प्लेसमेंट आहे.
हां, हां. हां, हां. हां, हां, हां, हां.
हे 2 पर्याय केले होते आणि प्लान सी आमचा होता, की पुण्यात राहील अजून 4 वर्ष.
ओके. हां, हां, हां, हां.
आणि अ म्हणजे महाराष्ट्रातलं आयआयटीच्या खालोखाल, जे अ, कॉलेज ऑफ़ इंजिनियरिंग पुणे आहे. इथे कुठलाही कोर्स करेल.
अच्छा. हां, हां.
हं. कुठलाही म्हणजे याला जिथे मिळेल नंबर 1, नंबर 2, नंबर 30 कॉम्प्युटर सायन्स नाही मिळालं, ईएनटी नाही मिळालं, मेकॅनिकल, प्रोडक्शन, पण सिव्हिलला नाही जायचं सिव्हिल असं नाही ठरवलं. हां. असे आम्ही तो एक कॉम्प्लेक्स हां कॉम्प्लेक्स अ, चार्ट तयार केला.
नेम हां. मग अ सगळा चार्ट पण मग तरी पण चार्ट असं आपण म्हणतो ना, की अह, तुम्ही म्हणजे छानपैकी तयार केला. मग शेवटी त्याच्यातून तुम्ही अह, कसं निवड केली म्हणजे आणि किती कमी वेळात केली, का लगेचच इंपल्सने तुम्ही पुढे केलं असं काही?
अ, नाही, नाही. अह, माझ्या मुलाला जर का काही आवडत असेल तर ते म्हणजे लॉजिकने जाणे, चर्चा करणे, प्रत्येक अल्टरनेटिव्हवरती नीट बोलणे बघणे.
हां, हां.
तर त्यांनी करिअरमध्ये काय करायचं ह्याच्या आमच्या 5-5 तासाच्या एक 3-4 मीटिंग झाल्या. <chuckles> म्हणजे म्हणजे तो मी आणि
अच्छा, हां, हां, हां. <chuckles>
माझी बायको, त्याची आई.
अच्छा.
एखादं लहान मुलं तिथे असतं तर ते म्हणालं असतं, की हे भांडतायत, पण आम्ही त्याला चर्चा म्हणतो. <chuckles>
मग अ, अच्छा, हां, हां. <chuckles> मग नेमकं मग कसा निवडला पर्याय, काय म्हणजे ठरलं शेवटी? <chuckles> आणि कसं ठरलं?
नाही, ती एक दुर्दैवी गोष्ट आहे. आमच्या मुलानी
अच्छा. हां, हां.
अ, मी जे-ई मध्येच चांगला करणार असं म्हणून, महाराष्ट्राची जी सी-ई-टी आहे, त्याचा अभ्यासच केला नाही.
हां, हां. हां.
त्यापेक्षा वाईट त्यानी 12वी चा बिलकुल अभ्यास केला नाही.
हो.
आणि अभ्यास केला नाही तरी चाललं असतं.
मग काय झालं? हां, हां.
त्यांनी बारावीचे पेपर त्याच्या त्या अ, अगदीच खराब अक्षरामध्ये लिहिले. आणि त्याला त्याच्यात सत्त 72% पडले.
अच्छा.
या सगळ्या आयआयटीजमध्ये, बिट्स पिलानीमध्ये सगळीकडे नियम आहे, की तुम्हाला 12ला 75% मिळायला पाहिजे.
ओके. हां, हां. ओह! अच्छा. मग अ हां.
आणि आय हां. आयआयटीत अ, 17,675 जागा आहेत. तो 22,000वा आला त्यामुळे त्याला आयआयटी मिळाली नाही.
म्हणजे मग अ, ह्या सगळ्या अनुभवातून, म्हणजे नेमकं मग तुम्ही काय शिकलात? किंवा म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं, की काय करायला हवं होतं? म्हणजे मग असे एवढे पर्याय तुम्ही करत असाल तर?
हं. काय आहे ना, की आम्ही पेनी वाईज आणि पाऊंड फूलिश ठरलो. त्याच्यासाठी आम्ही चांगला क्लास निवडला. त्याचं खाणं-पिणं, त्याचा व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि मग खरंच खूप अवघड परीक्षा देत होता आणि त्याच्यात चांगले मार्क मिळवत होता. 12वीला 75% ही त्याला मिळणार नाहीत, ही शक्यता आमच्या नजरेतून सुटली. त्यामुळे चूक आमची आहे. म्हणजे, आम्ही p सगळ्या वाचवल्या आणि £च गेला. असं झालं.
अ, मग अ, आता म्हणजे अ, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा झालेल्या आहेत, तर मग तुम्हाला काय वाटतं, की अ, नेमकं आता बघा हे सगळं भावनिक असतं काही वेळेला लॉजिकल असंही असतं, तर मग हा जो संघर्ष झाला, यातून मग तुम्ही अ, काय नेमकं केलं?
अ, एक चांगलं आहे, की तो अ स्वतःच्या कृती आणि त्याचे परिणाम
हं, हं.
हे स्वीकारतो. खूप रॅशनल आहे. त्यामुळं ही चूक झाली माझी, त्यामुळे असं-असं झालं आहे. आम्ही रिचेकिंगला वगैरे पण टाकलं. पण ते कधीही अॅडमिशनच्या आत त्याचा रिझल्ट येत नाही. याचा काही उपयोग नव्हता.
हां, हां. अच्छा.
आणि अ हां.
मग हां, बोला ना?
तुम्ही एक लक्षात घ्या 15-16 लाख भारतभरच्या मुलांमध्ये, तो 22 हजारावा आला, ही खूप अ, मोठी आणि पहिल्यांदा मेन्समध्ये क्वालिफाय होऊन अॅडव्हान्सला गेला त्याच्यामध्ये तो काहीतरी 65 हजारावा होता.
हां, हां.
देशात. पहिल्या काहीतरी 80 हजार जणांना अॅडव्हान्स देतायेत. त्या अॅडव्हान्सला क्वालिफायच होत नाहीत लोकं. खूप टफ असतं.
हो. हां, हां.
आणि अॅडव्हान्समध्ये बावीस हजार ही चांगली गोष्ट होती त्याची. पण या सगळ्यामध्ये बेसिक जी रिक्वायरमेंट आहे ती सुटून गेली. कसं होतं की आपण ना काही वेळेला मोठे प्रश्न सोडवतो आणि छोटे राहून जातात. हा मोठा धडा आम्ही शिकलो, हां.
हो, हो. अगदी. अच्छा. हां, हां. हो ना. नक्कीच. मग तुम्ही सांगाल का, की ह्या ह्याच्यातून तुम्ही एवढं सगळा धडा शिकला, हे केलं, मग तुम्ही काय सांगाल, की असे पर्याय जास्त असतील किंवा अशा काही घटना घडतात. तेव्हा मग अ, नेमकं काय केलं गेलं पाहिजे? म्हणजे जेणेकरून अशा प्रकारची अडचण नाही येणार?
अ, नाही. मी वेगळं सांग आपण बरीच गृहीतक धरतो. ती सगळी खरी असतीलच असं नाही.
हां, हां.
आता उदाहरणार्थ तो आता ज्या कॉलेजमध्ये आहे तेही खूप चांगलं कॉलेज आहे.
हां, हां.
तिथेही त्याचा परफॉर्मन्स चांगला होतो आहे. आणि जर आहे त्याची हुशारी तर त्याचा परिणाम होईलच.
हो. ते तर आहे.
याच गोष्टीने होईल, आत्ताच होईल असं काही नाही. आणि मला एकीकडे आनंदही झाला कारण तो अ, 8वीमध्ये त्याला एक स्कॉलरशिप मिळाल्यानंतर शाळा सोडून देऊन 5 वर्ष तो त्या क्लासमध्ये जात होता, एका रेप्युटेड क्लासमध्ये. आणि त्यांच्या तो ब्रिलियंट बॅचमध्ये होता.
हं, हं. हां, हां. अच्छा.
आणि हां म्हणजे त्याच्याबरोबरचे एक 20 मुलं, अ, टॉप भारतातल्या आय-आय-टीजमध्ये आहेत, त्याचे मित्र आहेत ते जवळचे. आणि काही काही बाबतीमध्ये ते म्हणतात, की गणित ट्रिपल इंटिग्रेशन ह्यांनीच सोडवावं तसंच चांगलं.
ओह! हां, हां. हं, हं.
म्हणजे टॉप टॅलेंट असूनसुद्धा, आपण कुठेतरी <chuckles> त्याच्या भाषेत माती खाऊ शकतो शेवटी. त्यातनं तो जा जमिनीवर आला. मला वाटतं तेही आवश्यक होतं. "मी म्हणजे काय? त्यात काय विशेष आहे?" असं म्हणजे तो खूप ह्यानी बोलायचा, की "अ, काय इंजिनिअर झाल्यावर मला तर मिळूनच जाईल म्य 25-1,00,000ची नोकरी पकडेन मी." म्हटलं, "अरे, ते एवढं सोपं आहे का?"
अच्छा. हां, हां. हां, हां.
₹25 लाख वर्षाला? हां.
पण मग पुढे <chuckles> हां, हां. पण मग पुढे त्याने म्हणजे अ, मग त्याने असं ह्या ह्याच्यातून काही अ, समजा जसे आता परत जेव्हा पर्याय आपल्यासमोर जास्त येतात. तेव्हा मग त्यातून त्याने काय शिकलं? की अ, कशी तो निवड करतो म्हणजे आता?
अ, त्याची एक 11वीत मैत्रीण झाली होती. या सगळ्या प्रकारानंतर त्यानी अ, तिच्याशी म्हणजे खूप अ, भेटणं बोलणं जरा कमी केलं आहे आणि त्याला ते लक्षात आलं की काय हल्लीच्या मुलांचं त्या त्याप्रमाणे वागणं असतं. म्हणजे ते गोइंग स्टेडी वगैरे असं होतं ते
हां, हां.
पण हां, आणि आमचंही म्हणणं काय होतं, की तुला जे काय करायचंय तू तिच्या घरी जा नाहीतर तिलाच आपल्या घरी बोलव रस्त्यात उभं राहून काय कराय आपल्या घरी बसून तुम्ही बोला, काय तुम्हाला? आणि एक्झाम झाल्यानंतरच्या वेळेला भेटायचं असं. हं. तर हां, त्यामुळे त्याच्या ते असं लक्षात आलं, की अ, आपल्याला वाटतं आपण फार हुशार आहोत. पण मी त्याला नेहमी म्हणतो, की तू फक्त गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्रीत हुशार आहेस, आयुष्यात इतर बऱ्याच गोष्टी ला
हां, हां. अच्छा. बरोबर. हो.
आणि काही अनुभवातूनच कळतात.
नक्कीच.
आणि हुशार माणूस होण्यापेक्षा चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करा असं नेहमी सांगत असतो मी.
तर मग? हां, हां. हो, हो, हो. ते तर आहेच. नक्कीच, नक्कीच. तुमच्या खरंच तुमचे अनुभव आणि त्याच्यातून म्हणजे माणूस जे पण शिकतो, ते त्याने नक्कीच आयुष्यात केलं पाहिजे. या विषयावर संवाद साधून खरंच खूप छान वाटलं. नक्कीच, पुन्हा बोलूया, धन्यवाद!
धन्यवाद!